हो ना. म्हणजे मी जेव्हा माझी नोकरी अ, गेली, कोविडच्या वेळेस आणि तेव्हा मग मी माझ्या कुटुंबाला सांगितलं, की आता मी ही नोकरी गेली ना, ते चांगल्यासाठीच झालं, बरं झालं. देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो आणि आता मी हा नवीन अ, बिझनेस सुरू करायचा माझा प्लॅन आहे. म्हणजे नवीन नोकरीसारखंच होतं ते पण घरून करणार होते. तर मग तेव्हा सुरुवातीला माझे मिस्टर म्हणाले, की आता ह्याच्यात इतके पैसे आपल्याला भेटणार की नाही भेटणार. तर मी म्हटलं बघा ह्याचं ना, मी प्लॅनिंग खूप वर्षापासून करते आहे, असं नाही आहे, की मी आता ही नोकरी गेली, त्यामुळे ही नवीन आयडिया माझ्या डोक्यात आली आणि आता मी करणार आहे, असं नाही आहे. मी ह्याचं व्यवस्थित प्लॅनिंग गेले 4-5 वर्षापासून मी करते आहे. त्याच्यासाठी मी माझे सेव्हिंग्ज बरोबर केले आहे, मी त्याची माहिती काढली आहे आणि मी त्यांना बसून सगळं दाखवलं माझ्या लॅपटॉपवर की हा बघा मी एक प्लॅन केला आहे. मग ते बघून त्यांना विश्वास बसला, की हो खरोखर हिची तयारी आहे. मग जर का आपण आपल्या कुटुंबियांचा विश्वास जिंकून घेतला ना, आणि त्यांना दाखवून दिलं, की खरोखरच आपली तयारी झालेली आहे. तर मग त्यांनाही तो एक अ, हो आपल्यावर विश्वास बसतो आणि त्यांनाही चिंता ती त्यांची नाहीशी होते आणि तेही आरामात विचार करू शकतात ह्याच्यावर, की हाश बाबा चांगलं करते आहे जे काही करते ते.
हं. बरोबर, हो. हं. अरे वाह! हो. बरोबर. हां. तुमच्या मनात विचार होता. हं. बरोबर. खूपच छान. हं. तर त्यांचा विश्वास बसतो. बरोबर. हां. म ह्यात बघा ना अ, कधी असं होते बघा, की एखादा मोठा फटका बसतो. तर तशा वेळेस तुम्ही स्वतःला कसं तुम्ही उभं केलं आणि असे काही छोटे-छोटे असे प्रगतीचे असे काही मोजमाप किंवा काही असे प्रॅक्टिकल टिप्स आहेत का जे तुम्ही वापरल्या आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला.
हं.